अं, असं सांगावं नाही लागत, खरं तर. पण सगळे आपोआपच येतात, आम्ही आता एकत्र कुटुंबात राहत असल्यामुळे, म्हणजे 11 जण आम्ही एका घरात राहतो. तर तसाही स्वयंपाक बराच असतो दुपारचा. तर 2 भाज्या, 1 पातळ भाजी, 1 सुकी भाजी, पोळ्या, वरण, भात, बऱ्यापैकी स्वयंपाक असतो. त्यामुळे अं, असं मदत लागतेच, म्हणजे भाजी चिरणं, मग अ, हो, हो.
हं, हं. अरे वाह! बरं. हं, हं. बरं. हं, हं. हो, कारण तुम्ही एवढी माणसं आहात आणि मग त्यांच्यासाठी किती भाजी, पोळ्या, चपात्या, बापरे! हं.
हो, मग कणिक मळणं, भाजी चिरणं, असं सगळं करावंच लागतं, त्यामुळे सगळ्यांची मदतही मिळते, आपोआप. <chuckles>
बापरे! पण मग तुम्ही जेव्हा सकाळी पोहे करता, तेव्हा तुम्हाला किती ल पोहे, म्हणजे तुम्ही क्वांटिटी किती घेता? म्हणजे इतक्या लोकांना समजा पोहे बनवायचे, 11 लोकांचे पोहे म्हणजे मला तर वाटते अच्छा, असं करतात. ओके.
अ हां, 11 मुठी, आपल्या 11 मुठी हां, मग 1 मुठ पोहे साधारण एका माणसासाठी लागतात. मग त्याच्यामुळे, 11 मुठी पोहे, 11 माणसांसाठी.
बरं आणि मग भात घालायचं असेल तर? अच्छा, आणि मग भात?
1 वाटी भात, 2 माणसं खाऊ शकतात.
अच्छा, असं करता.
तस्या तशा अंदाजाने, मग तसंही अ, भातालाही आपली 1 मूठ, अ, 1 माणूस असा होऊ शकतो.
बरं.
तर तसंही करू शकतो आपण आणि 1 वाटीमध्ये आपल्या 2 मुठी जातात. म्हणजे 1 वाटी भात, 2 माणसं खातात, असा साधारण एक अंदाज.
बरं आणि मग बरं, हां. ओके. अच्छा, चांगला आहे हा मुठीचा अंदाज आणि मग कसं चपात्या केल्या असाल तुम्ही आणि मग भात पण आहे आणि मग बाकीच्या पण गोष्टी आहेत मग तेव्हा कसं करता?
हो. हं.